अ, कसं आहे, की अ, नक्कीच त्याचा फायदा होतो. कारण आपण जेव्हा तुम्ही तसं म्हणतात, की रिलॅक्स होतो, मग माणूस शांत होतो. अ, मग कसं असतं की त्याचं अ, फोकस जो असतो, तो वाढतो. आपोआपच. आणि अ, त्याच्यातून कसं असतं, की अ, माणसाला अ, कळतं आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. कारण खूप महत्त्वाचं असतं. आपण कसं आहे जर मन अशांत असेल, तर काय बोललं पाहिजे वेळेवर आपल्याला कळत नाही. म्हणजे एक अ, राग असतो, अ, हे असतं, आपलं प्रेशर असतं, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात. तर कळत नाही ते काय करायचं. मग आपण बोलतोही चुकीचं, करतोही बऱ्याच वेळेला चुकीचं. मग त्याने काय होतं, की त्याची
हं, हं. हो, हो, हो. नक्कीच, हो, हो. नक्कीच, हो. हं, हं, हं. अगदी बरोबर, हो, हो. हं. <chuckles> अरे. हो, अगदी तसच होतंय. हं.
परिणाम तर तुम्हाला माहितीच आहे, की परिणाम मग तसे आपल्याला येतात. मग आपण कसं म्हणतो हां, मग नंतर आपल्याला असं वाटतं, की अरे आपण असं बोलायला नाही पाहिजे होतं, आपण असं नाही करायला पाहिजे होतं. मग ह्या ज्या सगळ्या रिलॅक्सेशनच्या ज्या गोष्टी मी करते ना, त्याच्यातून मला असा अनुभव आलेला आहे, की याच्यामध्ये बरीच अ, म्हणजे अ, हे होते, आपण कसं म्हणतो अ, कमी चुका होतात किंवा अ, कमी आपण त्या गोष्टीचं करतो आणि अ, थोडा आपण म्हणतो ना, समतोल ठेवता येतो. अशा बऱ्याचश्या गोष्टी होतात म्हणजे.
हो, हो, हो. खूप वाईट असतात. हो. हो, हो, हो, हो. <chuckles> नक्कीच. हं. हं, हं.

अ, तसं बघायला गेलं तर अ, आजकालची जी म्हणजे जीवनशैली झालेली आहे. अ, त्यामध्ये खरंच अ, अ, फारच अ, कठीण होतं. पण त्यामध्ये एक गोष्ट अशी चांगली आहे की सध्या आपल्याकडे जी आपण म्हणतो ना की जी टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळे काय होईल ना, बरचंस काम थोडं सोपं होतं. म्हणजे आपल्याला काही गोष्टींचं अ, जसं आपण म्हणतो ना की अ, काही ॲक्टिव्हिटी करायच्या असतात किंवा त्याचं काही लिखाण करायचं असतं. जसं आपण मोबाईलमध्ये करून ठेवतो म्हणजे जसं आता मी माझं जर सांगायचं म्हटलं तर आता सकाळपासून कसं आहे की अ, माझं स्वतःचं मी माझं काम आहे. अ, फॅमिली जी माझी आहे, आम्ही सगळे एकत्र राहतो. तर मग कसं आहे की सकाळपासून हो, अगदी म्हणजे सकाळपासून तर ते अगदी संध्याकाळपर्यंत किंवा तुम्ही म्हणू शकता रात्रीपर्यंत जेवढं पण आहे, त्याचं जर म्हणजे आपण अ, म्हणतो ना की त्याचं जर पहिल्यापासून जर काहीही व्यवस्थित नाही करून ठेवलं. त्याचे सगळे जे टास्क असतात किंवा त्याच्यासाठी जो वेळ असतो. त्याच्यासाठी म्हणजे आपण म्हणतो ना संतुलन वेळापत्रक जे असतं जर ते नाही असेल ना माझ्याकडे तर फारच त्रास होतो म्हणजे.
हं. हो, हो. <chuckles> अगदी बरोबर. हं. हं, हं. हो, हो. अगदी बरोबर आहे. हं. हं, हं. हो, हो, हो. हं. हो. अरे वाह! हं, हं. हं, हं, हं. हं. हो, हो. हं, हं, हं. अगदी बरोबर. <chuckles> नक्कीच, हं.